अ, म्हणजे काही जणं घाबरतात. अ, पण अ, मला तरी असं वाटलं, की जे उलटं घाबरतो ना आपण, ते म्हणजे जास्त केलं पाहिजेल म्हणजे त्याची भीती नाही जाणार असं वाटतं. म्हणजे एक
अच्छा, ठीक आहे. अ अशी कोणती भीती होती, की ज्याच्यावर तू काही <chuckles> उपाय केला?
<chuckles> एक अ, गंमत आठवते अ, कॉलेजमधली. आपण कसं <clicks tongue> अ, कॉलेजमध्ये गेलो की आपण म्हणजे वर्ग मोठे होतात. अ, भरपूर मोठी-मोठी माणसं दिसायला लागतात आणि अ, असं काहीतरी आपल्याला बोलायला सांगतात ना जे अ, एक्झाम्समध्ये वगैरे ओरल्स असतात की आपल्याला पूर्ण अख्ख्या वर्गासमोर एवढ्या माणसांसमोर काहीतरी बोलायचंय हां, मग हां. जसं, अ, हो म्हणजे आपल्याला असं वाटतं ना, "अरे बोलता येईल का? शब्द सुच म्हणजे शब्द आठवतील का? अ, नेम नेमकं बोल सगळे मुद्दे सुचतील का? नेमकं ऐनवेळेला काहीच सुचलं नाही तर" म्हणजे असं ब्लँक होतं ना "तर काय?"
अरे वाह! अरे बापरे! <chuckles> फार फार भीतीदायक आहे तो सिच्युएशन. आणि त्यातल्या त्यात कॉलेज म्हणलं तर ते रॅगिंग वॅगिंगचा प्रकार फार जास्त राहतो, चिडवणं हे, ते. ते अजूनच भीती वाढते. <chuckles>
अ, अ, हो, म्हणजे ते नजर ते तशीच राहते ना मग, "अरे! हिला काही येतच नाही" म्हणजे आपलंच मन खातं. असं कोण ते प्रत्येकजण आपापल्यात तंद्रीत आहे. हे नंतर कळतं आपल्याला ॲक्चुअली. पण जेव्हा आपण कॉलेजमध्ये असतो तेव्हा असंच वाटतं ना. "अरे, आपल्याबद्दल काहीतरी वेगळाच विचार करतील मग? आपण काहीतरी चुकलो तर?" असं वगैरे सगळ्या गोष्टी राहतात ना डोक्यामध्ये. तर अ, तसं होतं आणि तसंच पण करायचंच होतं. म्हणजे बोलायचं तर होतं, एक्झाम आहे, सोडता नाही येणार. म्हणलं असं घाबरत-घाबरत बोलण्यापेक्षा अ, काय म्हणतात ना? जे होईल ते होईल म्हणजे अ, झालं म्हणजे काय म्हणतात ना? हां. खरंच हां. करायचं तर आहे म्हणजे तयारी केली म्हणजे जायचं तर आहे ना सामोरे, मग कशाला? पोटात तर गुडगुड होत होतं. पण मग तरी पण त्या ह्यानी उभा राहिलो, बिंदास म्हणजे थोडंसं असेल थरथर वगैरे अंगात, पण जाणवून नाही दिली आणि बोलायला सुरुवात केलं. अं, आणि
हो. <chuckles> अरे वाह! हिंमत केली. "आर या आर या पार" जसं म्हणतात. म्हजे म्हणजे तो कुठं कॉलेजच्या म्हणजे अ, वर्गात वर्गात मला असं वाटतं, स्टेज. अच्छा.
कॉलेजच्या वर्गातच. पण वर्ग मोठा होता आणि त्यात बरीच अ, म्हणजे बराच अ, म्हणजे एखाद 2 क्लास एकत्र मिक्स होतात ना, तसे बरीच मुलं होती. त्यामुळे साहजिकच आणि सगळे-सगळे किती वेळा मुलं हुशार वगैरेपण असतात ना. मग आपल्याला एक अज अजीब वाटतं ना ते की जमेल का नाही? आपल्याहून मस्त-मस्त बोलणारी मु लोकं पण असतात आणि घाबरतो ना मग? तसं झालं होतं माझं, की बोलू की नको? कसं होऊ? वगैरे पण म्हटलं काय परीक्षा तर आहे, बोलायचं तर आहे आणि मग एकदम म्हणतो ना तोंड वगैरे वरती करून असं अ, बोलायला सुरुवात केली म्हणजे मस्त बोलूया, जे काय सुचेल ते बोलूया, फटाफट बोलूया आणि संपवूया, असं म्हणजे एक प्रयत्न केला. म्हणजे असं
हां. सम

घाबरायचं नाही. म्हणजे जे काही असेल ना, ओके, जस्ट जस्ट डू इट. असं हां, बघून घेऊया आणि अ, जे काय आहे घाबरत-घाबरत धडाधड-धडाधड, फटाफट-फटाफट बोल सुरुवात केली आणि मग लक्षात आलं, "अरे, सगळेजण आपापल्याच मस्तीमध्ये आहेत. म्हणजे, एवढं काय घाबरतोय? हां, म्हणजे अर्ध्या वर्गाचं लक्षच नव्हतं. जे काही पुढची पाठची होती ते कधी संपतंय माझं म्हणजे एखादा म्हणतो ना, "अरे हो, माझा पण परीक्षा आहे त्यांचं पण टेन्शन आहे की ते. <chuckles> मी मी हो, अ, अ, इ, अ, हां, <chuckles> मग मी एवढी हे झाली की "मी का घाबरतेय?" म्हणजे अ, हे तसं पण ऐकत नाही फक्त टीचरच ऐकणार आहे तसं पण म्हणजे ह्याचा अर्थ आणि झालं मग थोडाफार बोललं अडकून-अडकून का असेना पण बोलली, पूर्ण केलं आणि भीती गेली. म्हणजे तेव्हा भले थोडेफार अडखळली असेल पण तो जो पहिला अनुभव असतो ना की अ, जेवढी भीती असं वाटते की अरे काय होईल? आणि काय ब्लँक होईल आणि काय सुचणारच नाही किंवा थट्टा मस्करी होईल किंवा मग माझ्या लक्षात आलं की घाबरायची गरज नाही. म्हणजे त्याला तोंड दिलंना की असं जाणवतं की आपणच ते म्हणतो ना राईचा पहाड बनवणे म्हणतो ना छोट्या गोष्टीचं एवढं मोठं हां, आपल्यालाच भीती वाटते कारण की आपण त्याला समोरे गेलो नसतो, आपल्याला ती भीती खूप मोठी वाटते. पण जेव्हा एकदम समोरे त्याला अ, आपण उभे राहतो, की मग असं जाणवतं, अरे, आज एवढं आपण जेवढं बोललं आहे थोडंसं म्हणजे की अ, शब्द बोलले पाहिजे, व्यवस्थित बोलला पाहिजे. आत्ताचा ऑडियन्स जरा छोटाच होता वगैरे ठीक आहे. म्हणजे अ, माझ्या वयाचाच होता. अ, एवढी माझ्यासारखेच होते टेन्शनमध्ये परीक्षा देण्यासाठी वगैरे, म्हणून थोडं हे झालं. पण एक ती भीती जी नको तेवढी मोठी झाली होती ना ती भीती गेली. मग मला जेव्हा-जेव्हा संधी मिळायला लागली ना.
समोरासमोर. जे होईल ते बघून घेऊ, बघून घेऊ. हां. कुणाचं लक्ष नाही आहे. हो. माझी पण आहे. बरोबर आहे बाबा. सगळेच टेन्शनमध्ये. अर्धे टेन्शनमध्ये, अर्धे एन्जॉय करत आहे. अरे वाह! हो, हो, छोट्याशा गोष्टीचं मोठं कर करायचं बरोबर. ती भीती गेली.